उम्म, नाही, असं तर नाही झालंय. कारण म्हणजे मी खूप विचारपूर्वक टाकते. काही-काही स्टोरीज म्हणजे खूप विचार करते मी. कारण म्हणजे उगाच म्हणतात ना म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बर्थडेचं स्टेटस जरी ठेवायचं असेल ना, तरी पण आपलं असतं ना, "अरे, ह्याने माझं ठेवलं होतं की नाही? तरच मी ठेवू." असं आपलं असतं ना की म्हणजे एकंदरीत चला म्हणजे विचार करतो ना आपण, की "अरे, हां, ह्यानी माझं नाही ठेवलं, तर मी नाही ठेवणार बा. कशाला मी ठेवू." असं पण आपलं असतं. म्हणजे आणि ते बरोबर पण आहे. म्हणजे उगाचच आपण का ठेवावं ना कोणाचं? असं पण असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं असतं की एखाद्या म्हणतात ना आता बघा. परवा ते धर्मेंद्र त्यांचं ते अ, जेव्हा वारले आणि अ, तेव्हा नव्हतं तरी म्हणजे आज ते अ‍ॅक्चुअलमध्ये वारले आणि मग तेव्हा आधी असं होतं, की ते नव्हते. तरीदेखील मीडियाने असं केलेलं. मग ते स्टोरी ज्यांनी ठेवली, तर काय होतं, की <tsk> "अरे, हां, ह्या माणसाने ठेवली आणि ती स्टोरी म्हणजे नक्कीच खरी असेल." असं झालं, असं होतं आपल्याला, की "ह्यानी स्टेटस टाकलं ना. म्हणजे हां, म्हणजे बघ खरंय." असं-असं होतं ते. तर मला आता वाटतं तुम्ही म्हणजे पडताळणी पण करून बघा एखादी स्टोरी. मग नंतर तुम्हाला डिलीट करायची पण वेळ येते आणि मग कोणी म्हणतात ना, आक्षेप पण घेऊ शकतं की काय टाकतोय तुम्हाला कळतं की नाही? असं पण होतं आजकाल आपण बघतो. मला तर वाटतं की ह्या खूप विचार करण्याच्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकाने त्याचा विचार करावा असं मला वाटतं.
हां. ओह! अच्छा, चांगली गोष्ट. हं. ओह! अच्छा. <laughs> नक्कीच, नक्की. हां. हं, हां. हो, हो. हं. बरोबर, चुकीची माहिती. हं. हं. हो, हो. हो, म मला थोडक्यात अ, तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की जुने पोस्ट साठवून ठेवण्याचा काय फायदा होऊ शकतो बरं?
खूप फायदा होऊ शकतो. कारण बघा कधी-कधी काय होतं, आपला फो फोन आहे तो डायरेक्ट जातो. कोणी घेऊ पण शकतं. मग हे जे Instagram अकाउंट आहे, त्याच्यामध्ये आपले फोटोज सो म्हणजे सेव्ह असतात, स्टोअर असतात आणि मग ते भेटू शकतात. म्हणजे अ‍ॅक्झॅक्ट टाईमलाईन आपल्याला म्हणजे काही प्रमाणात. तर एकदमच म्हणतात ना खतरा काहीतरी झालं, फोनच गेला, काहीच करू शकलो नाही, तर अ‍ॅटलिस्ट काही प्रमाणात तरी फोटोज भेटतील ना. तर मला असं वाटतं की हा एक म्ह म्हणजे गोष्ट आहे आणि पुढे बघा इन फ्युचर जर म्हणजे मला तर वाटतं की तुमचं अकाउंट ओपन असेल किंवा काहीही असेल, तर म्हणतात ना एक माणूस, एक व्यक्ती अशी होती आणि ती कशी होती अ‍ॅक्झॅक्टली त्याची माहितीदेखील आपल्याला मिळू शकते. जर पुढे ती हयात असली नसली तरीदेखील असं मला वाटतं आणि खूप म पुढच्या पिढीची नक्कीच आणि खूप महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे मला Instagram महत्त्वाचं वाटायला लागलंय अ‍ॅक्चुअली असं मला वाटतं.
हं. हां. हो. बरोबर. काहीतरी मिळू शकतं. हं. हं, हं. बरोबर म्हणजे आपल्याच घरातल्या पुढच्या पिढ्यांनाही दिसू हां. अच्छा, खूपच छान. तुमचा दृष्टिकोन खूपच छान आहे. जुने पोस्ट आणि नवीन पोस्ट आणि किती जबाबदारीने अ, ते वापरायचे, टाकायचे आणि मिटवायचे किंवा साठवून ठेवायचे. याबद्दल तुम्ही सगळी माहिती दिलीत आणि बोललात याबद्दल तुमचे धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हं. नाही. हो. मला पण खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी या विषयावर बोलून आणि आपण नक्कीच परत भेटूयात. धन्यवाद.